प्रवास आपण अ, कुठल्या ना कोणत्या कारणाने आपण सगळे करतच असतो. तर अ, तुम्ही कधी असा एकट्याने प्रवास केलाय का?
हो, केलाय ना. मी इकडे गेले होते महाबळेश्वरला आणि एकटीच गेली होती. घरचे नाहीच म्हणत होते मला, नको जाऊ म्हणून. पण अ, माझा हट्टीपणा तो मला नाही का घेऊन गेला तिकडे. आणि मी ते बाय कार गेले होते स्वतः. अ, तर मला जरा थोडंसं रिलॅक्स व्हायचं होतं, की जे आपले ताणतणाव आहे. तर मला असं एकांत पाहिजे होता स्वतःसाठी, की अ, एवढं म्हणजे बिझी शेड्यूल आहे. जरा स्वतः कुठेतरी जायचं फिरायला. शांत, कोणाची बडबड नको, कोणाचा ताण नको, हे करू नको, रिस्ट्रिक्शन नको कोणाचे म्हणजे म्हटलं, चला आपण एकटं जाऊ. म्हणजे आपण आपले मालिक असतो ना. कुठेपण जा, कुठेपण उतरा, काहीपण खावा. तर मी महाबळेश्वरला गेले होते आणि मग अ, तिथे जाताना काय झालं मला. मस्त आपलं चांगल्या रस्त्याने जात होते, जात होते आणि घाट येतो ना तो महाबळेश्वरचा. पाचगणीचा जो घाट आहे. तिथे अ, माझ्या गाडीला आहे ना, एक ट्रकने असं ठोकलं साईडनी. हो.
बरं. हां, हां. <chuckles> नक्कीच. हो, हो. अरे बापरे! हो का? मग?
आणि त्या मिररला ठोकलं आणि मी तिथं तेव्हा घाबरले खूप की नाही का, अरे शप्पथ! आता तर आईचा आणि बाबांचा ओरडाच खाणार आहे मी आणि अ, ते थोडीशी भीती वाटली आता काय? म्हणजे मला असं वाटलं, ठीक आहे जे थोडं लागलं जर अजून जास्त जर लागलं असतं तर मला पण काहीतरी इजा झाली असती.
<chuckles> हो, हो.
अ, तर ती त्यातून मी ते बचावले की मला काही नाही झालं. अशी गाडीश थांबलीच होती अशी ट्रॅफिकमध्ये, तो मागून आला, त्याचा ब्रेक वगैरेचा पाय निघाला असेल त्यामुळे तो माझ्या गाडीला असा टेकला येऊन आणि तो माझा साईडचा मिरर आणि माझा ते दरवाजा पूर्ण आतमध्ये असा गेला होता. मग आता काय करायचं? मी त्याच्याशी खूप भांडले की नाही का, "तू माझा दरवाजा भरून दे वगैरे. जे पैसे आहेत ते दे." पण, तो पण असा थोडासा गरीब घरातलाच दिसत होता. ते असे भाड्याने वगैरे ट्रक घेऊन चालवतात ना, तसा तो माणूस दिसत होता. तर तो म्हणला की "मॅडम नही है मेरे पास पैसे वगैरे कुछ." नाही का, "नाही आहे" म्हणून म्हणला तो. तर "मी माझ्या अ, जे आहेत मालकाकडून मागवतो, तुम्हाला, तुमचा नंबर द्या" वगैरे. आणि सगळी लोकं वगैरे जमा झाली होती तिकडे की "तू कसं काय ठोकलं? तुला कळत नाही का?" वगैरे खूप बोलले त्याला. तर अ, ते म्हणले की, "तू तिला पैसे तरी दे. तू एवढं तिचं गाडीचं नुकसान केलं." आणि कॅमेऱ्यामध्ये दिसत होतं की त्याचीच चुकी आहे आणि त्यांनी पण मान्य पण केली. मग शेवटी मला ते म्हणले की काहीतरी 10 ते 15 हजारापर्यंत त्याचा खर्च येणार होता आणि त्याच्याकडे काहीतरी 3च हजार होते. त्याने मला 3च हजार दिले. म्हटलं 3च हजारामध्ये काय होणार आहे? गाडीचा आरसासुद्धा येणार नाही म्हटलं. गाडी आपली एर्टिगा हो हो, एका गाडी होती त्याचं काय येणार आहे म्हटलं. तर मग तो त्याचा मला एका माणसाने म्हटलं, "तुम्ही त्याचा मोबाईलच घेऊन जावा. ते मोबाईल विकून तुम्ही तुमचं काम करा आणि मग त्या हो, मग काय त्यांनी पण दिला मला तो मोबाईल की, "मॅम घ्या तुम्ही मोबाईल आणि तुमचं काय खर्च असेल तर ते करा. मी माझ्या मालकाकडून नंतर घेतो पण आत्ता माझ्याकडे नाही आहे." पण नशीब तो माणूस चांगला होता, म्हणून त्याने मला ते हे केलं आणि बाकीच्या लोकांनी पण मला सपोर्ट केला कारण की तिथे खूप वाहतूक असते ना आणि जर तिकडे जर कोण नसतं तर त्याने नसतं पण दिलं. कारण की लगेच अ, बाई म बघून लेडीज बघून लगेच अंगावर धावून येतात अ, पुरुष लोक. त्यामुळे हो, तर असा सीन झाला होता.
हो ना. अरे! हां. हं. हो, हो ना. बरोबर. कसं शक्य आहे? <chuckles> <sighs> असा सल्ला दिला? <chuckles> हं, हं. तसच, हं. पण मग अ, अ, म्हणजे एवढं मोठी घटना घडली. अ, तसं मला विचारायचंय की असं सहसा अ, कधी कोणी असं अ, लेडीज असं सहसा जात नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, असा एकट्याने प्रवास अ, कधी करत नाही की सहज फिरायला जाऊया, हे करूया. तर तुम्हाला असं कुठून अ, असं इच्छा झाली? किंवा प्रेरणा मिळाली किंवा असं काही घडलं का? की तुम्ही ठरवलं की मी एकटीच जाणार म्हणून?
हो. हो काय होतं, घरामध्ये सगळे होते बिझी. पप्पांना पण अ, जॉबला सुट्टी नव्हती, मम्मी मम्मीचं बिझीचं काम होतं, भावाचं ऑफिस होतं, कोणाला सुट्टी नव्हती. मी आपली कॉलेज स्टुडंट. मला सुट्ट्या लागल्या, मी सगळ्यांना चल-चल म्हणतेय, माझ्या मैत्रिणींचं पण त्यांचं काही ना काही क्लासेस हे ते चालू होतं. आणि मला तिकडे जायचं होतं, कोणच नव्हतं म्हणून म्हटलं चला आपण एकट्याने जरा प्रयत्न पण करायला पाहिजे. सगळीकडेच अ, कोण सोबत येणार नाही, असं नसतं ना? की सगळीकडेच कोणालातरी घेऊन जायचं. कधीतरी आपल्याला स्वतः सुरुवात पण करायला पाहिजे, एकट्याने प्रवास करायची. म्हणजे आपण एक जरा आपली धाडसी प्रवृत्ती होते, काही पण अ, जर इश्यु आला, काही प्रसंग आला, घडला, तर आपण त्याला फेस करू शकतो. तर त्यामुळे मग मी थोडंसं ते थोडं धैर्य ठेवून की, "नाही जाऊ चल, काय होईल ते बघू." म्हणजे माझा स्वभाव असा आहे ना की अ, मला नाही का जे होईल ते होईल, माहीत आहे का बघून घेता येईल, काय होणार आहे होऊन-होऊन? <smacks lips> देवाची जर इच्छा असेल, तर तो बरोबर नेतो अशी अशा माईंडची आहे मी म्हणजे.
ते पण आहे. वाह! छान. छान पण. <chuckles> अरे वाह! छान म्हणजे तुमची मतं अशी धाडसी आहेत, की असे तुम्ही निर्णय घेऊन जातात. मग ते ॲक्सिडेंट नंतर मग तुम्ही अ, कसं सगळं सांभाळलं? म्हणजे तुमचा प्रवास कसा केला?
हां. असंच. ॲक्सिडेंटनंतर आणि तो घाट मला चढायचा होता अजून आणि ते पहिलंच झालं आणि अ, जो माझा आरसा असा गेला होता, तुटला होता, तो हो उजव्या साईडचाच होता आणि ड्रायव्हिंग करताना थोडंसं कसं ना, <smacks lips> एवढी हातामध्ये आपल्याला कंटिन्यू नसते गाडी ना? तर ते थोडंसं प्रॉब्लेम येत होता माग मागच्या गाड्या दिसत नव्हत्या आणि तसंच थोडा-थोडा तो मी घाट अ, पार केला. असं बघून-बघून थोडंसं मागे, हळू चालवली गाडी आणि मला एक अ, तिथे स्टोअर वगैरे असतात किराणा स्टोअर वगैरे नाही का? व्हरायटीचे दुकान वगैरे. एक अ, तिथे मला शॉप सापडलं. तर अ, मी तिथे आयडिया अशी लावली अ, किराणाच्या दुकानातून जो आरसा असतो ना? आपण मेकअपसाठी वगैरे वापरतो छोटा मिनी आरसा
हो. अच्छा. हो, हो. असतो बरोबर.
हां, हां. तो आरसा मी तिकडे त्या एका तारेने आणि ती एक थोडीशी दोरी असते ना आपली, त्यानी तो बांधला, की जेणेकरून थोडं थोडं का होईना मला ते दिसायला पाहिजे, कारण की तिकडे काहीच नव्हतं. कारण की ते शोरूममध्येच तसा आरसा भेटतो ना आणि गाडी ठेवावी लागते. मग आता आलं आहे आता काहीतरी
काय सांगता? <laughs> <chuckles> वाह! ते ही खरंच छान हां, म्हणजे म्हणजे अ, ऐकून मी खूपच असं हे झालं, की <inhales> तुम्ही खूपच चांगल्या पद्धतीने आपण म्हणतो ना की अ, आपण ती अक्कल जी लढवतो किंवा हे म्हणजे छान. <laughs>
हो काहीतरी, काहीतरी मला ते पाहिजे होतं. मी तुकडा वगैरे बघत होते, पण तो नशिबाने तो आरसा भेटला आणि त्याला होल्स वगैरे असतात ना, मग त्यातून ते प्लॅस्टिकमधून असे दोरे वगैरे टाकून, तार वगैरे टाकून तो पॅक केला आणि मग मी माझ्या पुढे प्रवासाला गेले. आणि पण नंतर पण भीती वाटत होती, महाबळेश्वर म्हणले, की ट्रॅफिक खूप असतं तिकडे, कारण की खूप अ, लोकं तिकडे व्हिजिट करायला येतात, थंड हवेचं ठिकाण म्हटलं की नाही का छान वाटतं तिकडे.
वाह! हो, हो, फेमस आहे ना फार ते?
आणि फेमस आहे खूप अ, तर अ, मग पुढे गेले आणि मग तिथे हॉटेल कारण की पहिलेच उशीर झालता ह्या ह्यामुळे आणि नेमकी मी अशी दुपारी लेट निघाले होते. जाईपर्यंत मला अंधार सा संध्याकाळ झाली होती आणि सगळे रूम शोधायचे. परत अ, नाही का मी काहीच बुकिंग वगैरे के करून नव्हते गेले, म्हटलं तिथे बघू आपल्याला जी रूम आवडेल ती घ्यायची डायरेक्ट जाऊन. असं त्या प्लॅनिंगने गेले होते मी.
फारच धाडसी निर्णय घेतले होते तुम्ही, मग अ, अ, म्हणजे अ, काय मग तुम्हाला असं काय त्याच्यातून शिकायला मिळालं की तुमचे असे निर्णय किंवा तुम्ही जे पाऊल उचललं, मग त्याच्यातून तुम्हाला म्हणजे असं भीती वाटली किंवा तुम्हाला असं वाटलं की नाही हे करायला नाही पाहिजे होतं, तर असं काही झालं का?
हो. हो, असं झालं की कोणालातरी घेऊन जायला पाहिजे होतं अ, नाही का, म्हणजे असं काही झालं नसतं आणि ठीक आहे आता झालं आहे तर त्याला काय करायचं? तर तेव्हा मी एकदम शांत डोकं ठेवलं आणि त्याच्यावर काय उपाय करता येईल ते बघितलं. जर मी असं खूप हायपर झाले असते ना, खूप टेन्शन आलं असतं, "अर्रर्र! आता काय होणार. घरचे ओरडतील." घरचे तर तसं पण ओरडणार आहेच, पण आत्ता या सिच्युएशनमध्ये काय केलं पाहिजे ते मी बघितलं. मग थोडंसं विचार केलं की आता काय जुगाड लावता येईल वगैरे मग आपला निअर मी, मी ते Google Maps टाकून कोणते शॉप आहेत का ते सर्च केले, जेणेकरून मला तिथं जाऊन त्यांना विचारता तरी येईल. असे 4-5 शॉप मी चेक करत-करत गेले. ते बाय लक मला एका शॉपमध्ये ते आरसा सापडला, कारण की आता अव कसे बाहेरचे टुरिस्ट वगैरे येतात त्यामुळे त्यांच्याकडे असे सामान असतात ठेवलेले. तर तो मिळाला मला आणि प काय आहे मा प्रत्येक असं व्यक्तींनी ना, पुरुष असूद्या किंवा महिला असूद्या, त्याने असं धैर्याने कोणत्या पण गोष्टी अ, आ हे, हे करायला पाहिजे आणि अ, कोणता पण प्रसंग येऊद्या ती सोडवण्याची ना क्षमता त्यामध्ये आली पाहिजे. त्यासाठी आपण कधी ना कधी एकट्याने प्रवास अ, करायला पाहिजे मला असं वाटतं.
बरं झालं. नक्कीच. छान. ते ते बरोबर आहे तुमचं मत खरंच छान आहे, की स्त्री असू द्या किंवा पुरुष असू द्या. म्हणजे ते धाडस केल्याशिवाय तुम्ही त्यातून असं शिकत नाही. मग अ, तुम्ही असं अ, काही सांगू शकतात का, की अ, समजा असं कोणाला एकट्याने जर जायचं असेल, तर म्हणजे काय करावं आणि काय नाही करू? आणि जास्त करून लेडीजने म्हणजे बायकांनी किंवा मुलींनी.
हो. हां. हां, लेडीजने जायचं असेल ना, तर हे बघा, आता कुठे पण जायचं म्हटलं ना, तर सेफ्टीही खूप महत्त्वाची आहे. कारण की आता ठीक आहे माझा तो एक्सिडेंट झाला, पण कधी-कधी काय होतं, नेटवर्क इश्यू येतो, तेव्हा मॅप ऑफलाईन अ, करून ठेवायला पाहिजे. कारण की जर आपण जातो आणि जर ऑनलाईन रेंज गेली तर, तुम्ही जाणार कसं? सगळ्यात मोठा. कारण की आपल्याला रस्ता माहीत नसतो, एवढे रस्ते थोडी पाठ असतात, किती आता आजकाल एवढे हायवे वगैरे झालेत. तर अ, आपण जाताना पहिलेच, आपला जो Google Mapमध्ये आहे ना, आपलं जिथे जायचं आहे तिथलं लोकेशन ऑफलाईन करून ठेवायला पाहिजे, जेणेकरून ते आपल्याला सोयीस्कर होईल. आणि आपल्यासोबत काहीतरी अशी सेफ्टी म्हणून काहीतरी गोष्टी ठेवल्या पाहिजे. आता जसं माझ्यासोबत प्रसंग झाला, तर अशावेळी आपल्याला काय करता येईल, म्हणजे होत होऊ शकतो, की अ, माणूस आहे काय कधी घडेल, ते सांगता येत नाही. तर अ, त्यासाठी आपण असे सेफ्टीचे टूल्स आपल्यासोबत ठेवायला पाहिजे. अ, बाहेर जाताना जर तुम्ही बाय कार जात असाल तर, टायर वगैरे सगळं चेक करायला पाहिजे, जेणेकरून प्रवास करताना अड अडथळा यायला नाही पाहिजे. आणि थोडंसं हो. आणि अ, सो सोबत काहीतरी सेफ्टी टूल्स म्हणजे आता स्प्रे पंप वगैरे म्हणतो. कधीही मध्यरात्री आपण कोणत्या रस्त्याने जात असू आणि एखादा जर माणूस वगैरे आला. त्याने आपला त्रास देण्याचा प्रयत्न वगैरे केला तर, आपण ते स्प्रे पंपचा वापर करून अ, त्यांना आपण थोडंसं हे करू शकतो, माणसांवर मारू शकतो. म्हणजे जेणेकरून एक सेफ्टी करू शकते आपल्याला. आणि म मेन म्हणजे आपली जी निर्णय घेण्याची क्षमता आहे ना, ती थोडंसं आपण अ, शांततेने विचार करायला पाहिजे, की काय, काय होणार आहे. ठीक आहे, आता झालंय तर, त्याच्यावर काय आपण सोल्युशन काढू शकतो, असं हे करायला पाहिजे. आणि प्रवास केल्याने ना, एक आपली एक अ, काय म्हणतो आपण एक आ आपल्याला एक धडा शिकला जातो, की नाही का? हे झाल्यामुळं हे. आता मी ते एक्सिडेंट झालं त्यामुळे मी ना एक कधी पण जाताना माझ्याकडे एक आरसा मी ब ह ह्याच्यामध्ये ठेवतेच, की कधीतरी काही प्रॉब्लेम झाला, तर मला ते सेफ्टीला येतं. त्यातून मला शिकायला मिळालं की नाही का, कारण की आरसा खूप महत्त्वाचा आहे, गाडी चालवण्यासाठी.
बरोबर आहे. हो. नक्कीच. महत्वाचं आहे ते. नक्कीच. वापर करू शकतो. <laughs> बरोबर. नक्कीच. लागतोच तो म्हणजे गाडी चालवण्यासाठी, बरोबर. पण मग समजा आता तुम्ही हे शिकले आहात, त्याच्यातून घेतलंय. अजून मग तो प्रवास करत असताना म्हणजे अजून तुम्हाला काय वाटलं? की जो तुम्ही एकट्याने केला, कसं वाटलं? त्याच्यातून छान काय अनुभव आले, की अ, आपण म्हणतो ना, आयुष्यात काही बदल झाले का त्याच्यामुळे?
हो. हो. हां. तर आहे ना अ, विश हो. आणि मेन म्हणजे काय अ, मला ना ती माझी थोडं मस्ती म्हणा अंगामध्ये, की मी हॉटेल वगैरे बुक नाही केले. मला तिथे गेल्यावर हॉटेल्स लवकर मिळाले नाही, खूप मला वेळ लागला मला अक्षरशः 9-9:30 वाजता मला हॉटेल मिळालं एक, ते पण मला जसं पाहिजे होतं तसं नाही मिळालं. कारण की ऑलरेडी खूप उशीर झाला होता, मला जायला. आणि मग त्यानंतर ते हॉटेल रूममध्ये हे घेतलं. मग ते डॉक्युमेंट्स सगळे अ, ते आपण नाही का? आपले सगळे हाताळणं केलं पाहिजे नीट आणि पै हो आणि पैसे वगैरे पण आपल्याकडे थोडे एक्स्ट्रा पाहिजे. कारण की अशी जर सिच्युएशन आली, तर तिथे आपल्याला पैसे टाकून तरी पटकन ती सिच्युएशन फेस करता येईल वगैरे. तर पैसे पैसे आपल्याकडे पाहिजे किंवा एखादा कार्ड वगैरे पण आपण ठेवू शकतो जवळ. जेणेकरून असे प्रसंग आले, की आपण आप पटकन नाही का? आणि आपलं खाण्या मग त्या काय झालं उशीर झाला मग कुठे जाऊ खायला वगैरे? मग जिथे जसं मी आलं तसं मी तिथे खाल्लं वगैरे अशा गोष्टी झाल्या आणि अ, थोडंसं मग रात्री जरा थोडंसं झोपताना असं भीती वाटत होती, की नाही का? आली आहे खरं पण एकटं, माहिती आहे नाही घरात कशी सगळी फॅमिली असते कुठे पण गेलं, की तर आपण अ, पहिलेच तो एक्सिडेंट असा झाला. आणि ते सारखं सतत अशी विचार डोक्यामध्ये येत होते, माझ्या, की नाही का? मग त्यामुळे ते जे शांततेसाठी गेली. ती शांतता तिकडे माझी भंगच झाली. म्हणायला हरकत नाही.
अरे बापरे! ते मागतात. हो, हो. बरं. हो. सगळे सोबत असतो आपण. म्हणजे तुम्ही जे ज्याच्यासाठी आपण म्हणतो ना, की असं करूया किंवा शांततेसाठी करूया. ते अगदी उलटच घडलं म्हणजे तुमच्या बाबतीत.
हो. उलटच झालं, तर टेन्शन माझ्या ठीक आहे मी ते धाडसी निर्णय घेतला तेव्हा. पण सतत माझा विचार होता चालू होता, की "अरे! असं का झालं?" मी नाही का? "असं का केलं? किंवा आता मी घरी काय सांगू ओ? घरी सगळे विचारतील, ही काय गाडीची तू हालत करून टाकली आहे पूर्ण?" नाही का? असं आणि मला जर मी सांगितलं असतं ना, तर दुसऱ्या दिवशी मला लगेच फोन करून म्हटले असते, "जशी आहे तशी तू रिटर्न ये." म्हणजे थांबून दिलंच नसतं मला. तर मी तिकडे काही घरी सांगितलं नाही. मस्त दुसऱ्या दिवशी सकाळी थोडंसं झोप आली उशिरा मला. उठले वगैरे आणि नंतर तिकडे सगळं मी, जे पॉइंट आहे वगैरे ते सगळे बघितलं वगैरे, असं. आणि मग हां. आणि ठीक आहे मला ते अनोळखी व्यक्ती जो म्हणतो आपण कुठे बाहेर प्रवास करताना, ठीक आहे ते मला चांगले लोक मिळाले त्यामुळे ठीक आहे. पण जर इतर वेळेस जर दुसरे असते कोणी किंवा असे म्हणतात ना अ, उलटपालट बोलणारे किंवा कधी-कधी अ, एक लेडीज बघून ते आपल्याला नाही रिस्पॉन्स देत. तर अशा वेळेस मला थोडंसं नाही का, भीत त्रास त्रासदायक झालं असतं.
<laughs> <chuckles> हं. हो. ते तर आहेच. हं, हं. अरे वाह! छान. हं, हं. त्रास देतात. बरोबर आहे तुमचं म्हणणं, कारण कसं आहे की अ, म्हणजे एका स्त्रीने असं एकटं फिरणं, आपल्या इथे असं त्या याच्याने नजरेने नाही बघितलं जात. मग तसं असं नाही म्हणता येणार की सगळेच वाईट असतात किंवा वाईट वागतात. चांगलेही लोकं भेटतात पण शेवटी तो एक
हो. हो नक्कीच. आणि आपलं लोकेशन पण आपल्या घरच्यांना आपण पाठवून ठेवलं पाहिजे. लाईव्ह लोकेशन म्हणजे आपल्या सेफ्टीसाठी खूप ते महत्त्वाचं आहे.
हां, हां. बरोबर नाही, ते खूपच महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही जे सांगितलं ते, नक्कीच. तुम्ही तुमच्या धाडसीपणाचं खरंच म्हणजे हे दिलं पाहिजे. दाद दिली पाहिजे, की तुम्ही अगदी म्हणजे कार वगैरे काढून आणि एकट्याच गेल्या प्रवासाला. पण तोंडही तुम्ही खूप छान दिलं त्या सगळ्या परिस्थितीला आणि खरंच ऐकून मला खूप छान वाटलं आणि असं वाटतंय की करावे असे धाडसी प्रयोग कधी-कधी आयुष्यात. हां, नक्कीच.
हो, नक्कीच अ. हो. हो, नक्कीच. हो, त्यामुळे त्यातूनच आपण नक्की शिकतो हो, काय करता येईल ते?
तर बरोबर आहे, नक्कीच. छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून, पुन्हा बोलूया आपण नक्कीच, ऐका
हो, मला पण खूप छान वाटलं आपल्याशी बोलू नाही का. नक्कीच आपण पुन्हा बोलू, धन्यवाद.
धन्यवाद. धन्यवाद.